अ, कसं आहे ना, की जसं तुम्ही बोललात की घरातून म्हणजे सुरुवात काय होते. खरं सांगू का तर घरातून सुरुवात ही होते की प्लास्टिकचीच पिशवी आणली जाते ज्याच्यात कचरा फेकला जातो आणि तीच पिशवी बाहेर ठे दिली जाते. जेव्हा ते कचरा घेऊन घ घ्यायला येतात तेव्हा म्हणजे ही तेव्हापासून अगदी सुरुवात होते आणि त्याचं काहीही अ, म्हणजे तसं सरकारने बनवलेलं आहे. ते असतं ना, मायक्रो प्लास्टिक नाही वापरायचं किंवा असं हे नाही वापरायचं, पण ते तसं काही दिसतच नाही कारण ते सगळे जे काळ्या पिशव्या असतात ना, किंवा आणखीन ज्या दुसऱ्या असतात अ, त्या बंदी घातलेल्या, तरीपण सगळे तेच वापरतात आणि असं मी दुसऱ्यांच नाही म्हणणार माझ्या स्वतःच्याही घरातलं तेच आहे, तेच आणलं जातं आणि त्याच्यातच तो परत कचरा आणि तो परत दिला जातो. तर अ, असं होत ना, की सुरुवातच तिथून होते की तसा कचरा दिला जातो. मग घरामध्ये आणि अ, म्हणजे मी आत्ताचीच गोष्ट सांगते की हे आणायचं होतं. अ, थोडी झाडी अ, म्हणजे अ, तुळस जरा इथे खराब झाली होती घरातली, तर माझ्या सासूबाई बोलल्या की आपल्याला नवीन आणायची आहे तर घेऊया. बरं ठीक आहे. मग ते आता कसं तुळस आहे, आपलं कसं थोडं अ, संस्कृती, आपली थोडी भावना जोडलेली असते, तर नवीन कुंडी घेऊया. ती सुरुवात पण तीच आहे. प्लास्टिकच बरी आहे ना, अ, हलकी असते, अ, ती साधी असते आणि स्वस्तही असते. नको ते मातीचं किंवा अ, याचे
हो. सांगा. हां. बरोबर. हं. अगदी बरोबर. हो. हो ना. हां. हां. बरोबर. हां. हं. हो. सांगा ना. हो. हो. हो ना. हां. हो. हं. किंवा एखादा जुना प्लास्टिकचा कप असतो त्यातच माती टाकून झाड उगवणं, त्याच्यातच छो छोटसं आपला प्लांट उगवणं. हो.
हां. तस तसं नाही. तर म्हणजे बघा ना, की जर झाडही आणायचंय म्हणजे आपलं जीवन आहे ते झाडाचं जसं आपण म्हणतो तेही प्लास्टिकचमध्ये असं लावलं जातं. म्हणजे या सगळ्या गोष्टी घरातूनच होतात. अगदी किचनमध्ये बघितलं ना, माझ्या तर ते तसंच आहे आणि काही फ्रिजमध्ये ठेवायचं असेल ना, मग तर प्लास्टिकच पाहिजे डब्बा. ना, प्लास्टिक किचनमध्ये ठेवा असं म्हणजे अशा या सगळीकडे आणि जर तुम्ही म्हणत आहेत.
अगदी बरोबर. हां. हं. अगदी बरोबर. हो. अगदी बरोबर. हां. सगळीकडे. मग ह्यात लोकांनी काय बदल करायला हवा? काय वाटतंय तुम्हाला?
अ, कसं आहे की मुळातच अ, मला असं वाटतं की पहिले अ, जाणून घ्यायला हवं की ह्या गोष्टीचे तोटे किती आहेत, कारण मला नाही वाटत अजूनही की लोकं त्याच्या बाबतीत काही अवेअर आहे किंवा साक्षर आहे, की खरंच याचा किती त्रास होतो, म्हणजे पर्यावरणाला हां आणि पर्यावरणाला आणि मग नंतर तो आपल्यापर्यंत येतो. म्हणजे जसं बाहेर आता लोकं बघा ना, की अ, पाण्याची अ, बॉटल घेतात पित आणि ते प्यायला पाणी की तिथेच अशी बॉटल फेकून देतात.
हो. हं. बरोबर. अजून पण चालू आहे. बरोबर.